हां, हां.
त्यांनी कसं काढायचं पॉवर नॅप घ्यायचं असेल तर? त्यांना उठताच येत नाही अलार्म असेल किंवा काही असेल.
मग त्यांनी लावू त्यांनी अलार्म लावा त्यांनी तर. त्यांना गरज पडली तर मला तर वाटते. कारण कसं आहे बघा प्रत्येकाच्या म्हणतात ना शरीरानुसार किंवा प्रत्येकाला म्हणतात ना जी जशी अ, थकवा येत असेल तर त्याला गरज पडली असेल, तर त्यांनी तशी म्हणजे तो पॉवर नॅप तो घेऊ शकतो. कारण आता बघा आता मी जसं पंधरा ते वीस मिनिटं मला त्या थकव्यानुसार अ, म्हणजे गरज भासली त्या पॉवर नॅपची तशी मी घेतली आणि तुम्हाला एकदमच झोप येत असेल, तर तुम्ही घरी जा आणि झोपू शकता मस्तपैकी सुट्टी घेऊन. <chuckles> असा खूप चांगला हां. हो मग तुम्हाला पॉवर नॅपची काहीच गरज नाही. डायरेक्ट एकदम मोठा पॉवर नॅप तुम्ही घेऊ शकता तिथे असं मला वाटतं.
<chuckles> हो. हां, हां. <chuckles> अरे, ही पण आयडिया चांगली आहे आणि मग अ <chuckles> पण त्यावरनं कामामधून पण जाता येईल ना आपल्याला कायमचं.
हां, मग तुम्ही कसं त्यांना सांगा तिथे जर तुमचं शरीरच म्हणजे म्हणतात ना थकवा तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही सांगा मला खरंच झोपेची म्हणतात ना प्रामाणिक शब्दात. गरज आहे मला झोप येते. मी नाही काम करू शकत आजच्या दिवस मी मस्तपैकी आज जातो, झोपतो. आणि उद्या मी ऑफिसला येतो एकंदरीत. तर मला तर वाटतंय जे समजून घेतील लोकं तुम्हाला.
हो. हां ना. <chuckles> हां. आणि मग असं कधी झालंय का की तुम्ही एखादी पॉवर नॅप घेतली आणि जेव्हा उठला एकदम गोंधळल्यासारखं होतं बघा एकदम काही सुचत नाही काय करायचं काही नाही?
हं. हां, म्हणजे मला असं वाटतं, की बघा कसं असतं असं तर कधी नाही झालं की एक म्हणू शकते की गुंगी लागते, आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना हां, हां तर म्हणतात आणि उठल्यावर एकदम असं ताजेपणा वाटतं. अरे, म्हणजे मी झोपून 15 ते 20 मिनिटं का म्हणजे असं झोपून उठल्यासारखं म्हणतात ना ताजेपणा वा जाणवतो काहीतरी. आणि कधी-कधी तर
हां, हां. गुंगी. <chuckles> अरे वाह!
असं वाटतं बघा ना की म्हणजे आता एकदमच काही काम नसेल आपल्याला कुठे असं आपण एका ठिकाणी गेलोय समजा कामाच्याच ठिकाणी नाही. असं कुठेतरी आपण गेलोय समजा काम काही म्हणजे ऑफिस रिलेटेड नाही बाहेर देखील. तर आपण जरी गाडीमध्ये जरी झोपलो बघा 20-30 मिनिटं तरी आपल्याला किती छान वाटतं. एकंदर. हो, हां.
हां. हो ना नक्कीच आणि मग अ, असं जे पॉवर नॅप तुम्ही घेता नाही का? तर अ, त्यानंतर तुम्हाला खरंच असं म्हणजे तुम्ही म्हणताय जसं मेंदू ताजातवाना होऊन जातो का?
हं.